ते तेल असतं. काय बरं वेगळंच असतं ते. पाल्म ऑइल ना, <chuckles> ते नाही का डाळ वगैरे बनवतात. <chuckles> त्याचा वास किती घाण येतो बाबा मला कसतरी उलटी येईल का काय असं मला वाटतं त्याच्याने आणि ते मला आणि मला ते वासाची आणि सेम तुम्हाला म्हटलं ना, कांदा भाजी तो वास पण मला त्याने डोकं दुखतं. ते मला नाही जमत. हां.
अच्छा, अच्छा. <chuckles> हं, हं. हां. हो, हो. पाम तेल, पाम तेल. हां. हो, हो. अच्छा. हो, हो. ॲलर्जी असेल किंवा थोडं काहीतरी त्रास होतो मग त्यांनी पण हां.
नाही माहिती तेल आणि तेलकट वास पण असा आला ना, खूप जास्त ते पण मला नाही आवडत आणि तुम्हाला सांगेन की इत ते जास्त कोणी जर आणि सर्वात घाण म्हणजे जो स्मोकिंगचा वास यक्स त्यांनी तर माझं
हां, हां. हो, हो. तर मूड यांनी बदलतो आणि कसं म्हणजे ते पित्ताचा त्रास पण होऊ शकतो त्यांनी आप
मला बरोबर. त्यानी ते नाही आवडत परत जो ड्रिंक करतात बघा लोकं त्यांच्या त्या ड्रिंकचा वास यक्स म्हणजे मला नाय तर त्यांना चांगलं वाटतं पण आपल्याला कसं वाटतं ना, ते कुठे गेल्यावर किती घाण वास येतो विचित्र वाटतं ते, ते पण मला नाही आवडत. त्यांची पण मला ॲलर्जी काय माहिती काय पण मला ना आवडतच नाही ते. <chuckles>
हां. हो. घाण असतोय. हो ना. अच्छा. हां, मग त्यांनी तुम्हाला मळमळणं व्हॉमिटिंगचं फीलिंग वगैरे
हो, हो, हो, म्हणजे एक वेळ मला मी तुम्हाला सांगेन की मला आपल्या गावाकडे ते शेणाचा वास पण चालेल, पण मला हे कुठलेच वास चालणार नाही. इतकं मला त्याचा चीड आहे म्हणजे विचार करा. म्हणजे त्याच्यात पण एक पॉझिटिव्हिटी आहे आपल्याकडे ते शेणाने सारवायचे बघा पहिले जुन्या काळात, ते पण चालेल पण मला काय माहिती मला ते नाही आवडत. म्हणजे खूप विचित्र वाटतं मला ते अ, वास घ्यायला त्याचा.
<chuckles> हो. हो. हो. हो. वास हां. मग अ, तुम्ही घरातला जनरली सुगंध निवडताना ना, कोणत्या अशा घटकांचा विचार करता मग?
हं. तर मला तर वाटते की बघा अ, आता माझं परफ्यूम पण असतात. आता माझ्या घरातली लोकं सगळ्यांना परफ्यूम आवडतात, मला खूप कधी-कधी त्रास होतो त्यांना मी सगळ्यांना सांगते की लाईट परफ्यूम घ्या आणि मी पण मग तसेच वापरते त्यामुळे म्हणजे छान वाटतं आणि माझी चिड-चिड होते भरपूर आणि मग घरामध्ये सुगंधता मी म्हणेल तो जो कापराचा असतो किंवा म्हणू शकतो की धूप आणि अगरबत्ती असतात आपल्याकडे त्याचा असतो. अ, मग गुलाबाचं जे काही असेल लॅव्हेंडर फ्लेवर किंवा तसं ते ते पण वास आणि म्हणू शकतो की अ, भरपूर आता बघा आपल्याकडे आजकाल रूम फ्रेशनर पण मिळतात त्याच्यामध्ये पण जरा असा किंवा गाडीमध्ये पण काय-काय आपण वापरतो ते फ्रेशनर ते मला वाटते की जसे गुलाबाचा मला तर वाटते जरा लाईट वास असतो सगळ्यामध्ये किंवा बघा ना, आपण लादी पुसतो तेव्हा ते फेनेल्समध्ये पण बघा Lizolमध्ये ते अ, लेमन, मला तो लेमन आणि मला आता वाटत तो जो अ, गुलाबाचा पण असतो ना, त्याच्यामध्ये तो पण छान वाटतो लादी पुसल्यावर बघा मग ते मला आवडतात.
हां. हो, हो. हां. हां. हो. वापरतो. हां, ते हां. अ, वेगवेगळे फ्लेवर लेमन असतात आणि काही-काही. हां, हां. छान वाटतं. आणि आणि सुगंधामुळे घरातील वातावरण बदलण्याचा अनुभव त्याबद्दल काही आठवण असं सांगू शकाल का? काय झालं होतं असं?